अच्छा, हां. ते शिकवायला वगैरे पण ॲप्स वगैरे किंवा स्कॅन कोड वगैरे पण असतो ना, त्याच्यामध्ये म्हणजे ऑनलाईन हां.
आणि त्यांनी हो, त्याच्यामध्ये तसंही असतं. आणि त्यांनी ह्याही ऊपर अ, गंमत म्हणजे त्यांनी अ, माझ्या मुलाची खेळणी ज्यांना दिली ना, त्यांचे फोटोही शेअर केले माझ्यासोबत.
हां.
की आम्ही तुमची चांगली जी खेळणी आहेत, ती आम्ही ह्या मुलांना दिली. आता ते बघा, ते ह्याच्याशी असे खेळत आहेत वगैरे. म्हणजे खरोखर त्यांच्यापर्यंत पोहोचतं. ही एक खात्री पटते आपल्याला.
हो का? हां, हां. केलेली आहे. अच्छा. अच्छा, म्हणजे छानच, म्हणजे चांगलाच उपक्रम आहे आणि चांगलंच काही करता येतं. मग अ, हे खेळणी म्हणा, हे मग तुमच्या घरात अशी अ, पुस्तकांच्या बाबतीत तुम्ही काय करता मग? ती रद्दीला घालता की कुठे अ, पुन्हा लायब्ररीत देता किंवा कुठे कॉलेज, इन्स्टिट्यूटला वगैरे देता? त्याच्या बाबतीत काय करता तुम्ही नेमकं?
हं, हो. हो. हं. हं, हं. माझ्याने ना, खरं सांगायचं तर पुस्तकं देत नाहीत. <chuckles>
<chuckles> बरं.
माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की मला पुस्तकं द्यावीशी नाही वाटत. मला असं वाटतं की मला आज नाहीतर उद्या कधीतरी हे पुस्तक काढून वाचावंस परत एकदा वाटलं तर. त्यामुळे माझ्याकडे पुस्तकांचे गठेच्या गठ्ठे आहेत. म्हणजे बुक शेल्फमध्ये आहेत तितकीच ती बुक शेल्फच्या बाहेरही आहेत. कुठे-कुठे, इथे-तिथे <chuckles>
हां. उपयोगी पडेल. हां. हां. अरे.
पण अं, आज-उद्या जर द्यायची वेळ आलीच, तर मी ती रद्दीत नाही अ, देणार बहुतेक. मी कुठल्यातरी लायब्ररीला विचारेन की, तुम्ही घ्याल का? पण आता झालाय हा प्रॉब्लेम की लायब्रऱ्याही नाही राहिल्यात. अ, तर ग म्हणजे
अरे बापरे! हां. हां. हां. घ्याल का हो. हो. पुस्तक संस्कृती अशी लयास गेली आहे म्हणजे ऱ्हास व्हायला लागला पुस्तक संस्कृतीचा.
अ, हो ना. हो ना. बहुतेक मग मी देणारच नाही पुस्तकं. चालेल मला माझ्याकडे रद्दी वाढली तरी. <chuckles>
हो. नाही. आणि मला वाटतं ते अँटिक म्हणून आपल्याकडे राहील ना आणि फ्युचरमध्ये कधीतरी दाखवता येईल किंवा प्रदर्शन पण ठेवता येईल ना आपल्याला त्याचं वगैरे असं. घेऊ शकतात लोक किंवा पुस्तक संस्कृती आता म्हणजे कोणी जतन करत नाहीये आणि त्या दृष्टीने काही करत नाहीहेत लोक, तितकसं असं काही असं वाटतंय. मग अ
खरंच. हो ना. हो, हो. बरोबर, हां. हां. खरंच, खरंच. तर त्याचं आणि सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे सगळीच पुस्तकं मोबाईलवर आहेत. अ, नंतर Kindleवर आहेत. तर त्याच्यामुळे असं, अ, हा जो पानं उलटण्याचं समाधान किंवा तो नवीन पुस्तकाचा वास, हे सगळं लोप पावत चाललंय त्याच्यामुळे तर मला पुस्तकं हां.
हो, ते Kindle वापरतात आ आहेत. हो. हो. हो, पण त्यात काही वेगळी मजा होती आहे. आणि आपण भावनिक दृष्ट्या फार कनेक्ट व्हायचो ना त्याच्याशी असं व्हायचं.
हो, हो. आणि आजही मला दिवाळी अंक वाचायला भयंकर आवडतात. तर अ, दिवाळी अंकही साठलेले आहेत माझ्याकडे.
हो, मग तुम्ही अंक घेता का नेहमी?